तर तुम्ही हे केला, मग अ, काय झालं? मेकओव्हर जे तुम्ही होतं, ते नवीन कपडे वगैरे घातले. तर त्यानंतर काय घटना घडली?
हो ना. हो. म्हणजे मी शॉपिंगला गेले होते तर मी एकच जीन्स, टॉप घेऊन आले आणि मग माझी हेअरस्टाईल बदलून घेतली. तर माझा मुलगा म्हणाला, "बघ तू किती छान दिसते आणि तुझ्यावर हे किती शोभत आहे. तर तू आणखीन असे कपडे घे आणि तू आता ना असंच तू पूर्वीसारखी जशी घालायची ना कपडे, स्टायलिश व्हायची, तशी तू रहा." तर मी म्हटलं, "ठीक आहे, ठीक आहे बाबा करते. पण हे काही आता ह्या वयात मला शोभायचं नाही" आणि माझं शरीर तसं पूर्वीसारखा फिगर पण नाहीये. तर तो म्हणाला, "मम्मा तू ना मेकओव्हर करून तू तुझे कपडे बदलले, पण तुझ्या डोक्यात ना तू तुझे जरा विचार पण बदल. हे वय नाही हे म्हणजे काय? तू काय बोलते? तू काय 80 वर्षाची म्हातारी आहेस का?" म्हणजे मी तर शाळेतच आहे. तर मी ते ऐकून ना मला जरा धक्काच लागला. की माझा शाळेत जाणारा मुलगा आहे असं बोलतोय इतकं! तर मग तेव्हा मी विचार केला.
हं. अच्छा. हो, हं. अच्छा. अरे वाह! बरोबर. <chuckles> अच्छा. <chuckles> अरे वाह! हां. म्हणजे त्याला एवढं समज आली. तरी पण तुम्हाला थोडंसं चांगलं पॉझिटिव्ह सरप्राईज झाले असाल तुम्ही बऱ्याच वेळेला.
हो ना. तर मी त्याला विचारलं की "तुला खरंच वाटतं का, की मला असं करायला पाहिजे आणि मी स्वतःवर लक्ष देत नाही?" तर तो म्हणाला, "हो ना. तर तू हे जे विचार करते ना, की नाही माझं वय झालंय. आता शोभणार नाही. हे आधी बंद कर. आणि तू माझ्यासोबत ना मी जेव्हा संध्याकाळी खेळायला जातो, तर तेव्हा तू पण थोडंफार असं वॉक कर म्हणजे तुला पण थोडंसं फिटनेस तुझं वाढेल आणि फिगर काय आहे. आता तू काय मला तर असं काही वाटत नाहीये, की तू जाडी आहेस की काय. बस थोडंफार तू पण माझी सायकल घेऊन सायकलिंग कर." तर म्हणाली, "अच्छा म्हणजे अजून तू 10वीत आहे आणि तू इतका लेक्चर देतो मला!" <chuckles> तर तो म्हणाला, "हो ना." मग तेव्हा मला समजलं की फक्त माझे कपडे आणि हेअरस्टाईल बदलून काय माझ्यात बदल येणार नाही. खरा बदल जर मला आणायचा आहे ना, तर त्याच्यासाठी मला माझे विचार पण बदलावे लागतील. मला असं वाटतं की कुठे ना कुठे ते जास्ती महत्वाचं आहे.
हं, हं. फिटनेस वाढेल. अरे वाह! बरोबर. हां बरोबर. <chuckles> <chuckles> अरे वाह, वाह! बरोबर. हं, हं. खरंय, खरंय. महत्त्वाचं आहे. निश्चितपणे जास्त महत्वाचं आहे. आणि काय आता मी बघतो ना, की काही-काही अ, लेडीज वगैरे जे असतात, तर ते खूप असं दागिने वगैरे घालतात आणि सण समारंभाला विशेष करून आणि खूप असं मेकअप वगैरे करतात. तर म्हणजे मेकअप केल्याने, ठीक आहे म्हणजे त्यांचे फोटो चांगले येतात, पण अ, कुठेतरी ते असं वाटतं ना की ते त्यांचं जे अं, हे जे आहे काय म्हणतात की तब्येत लपवण्यासाठी, किंवा कधी-कधी काही-काही लेडीज जे आहेत तर ते आपलं दुःख लपवण्यासाठी पण असं करतात का काय असं वाटायला लागतं. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे ते मेकओव्हर करतात असा, पण कुठेतरी आतमध्ये एक त्यांचं एक असतंच ना मनामध्ये की मी एवढी तब्येत वाढली आहे किंवा मला दुःख आहे. तर असं तुम्ही कधी कोणाचं फील केलंय किंवा तुमच्या ह्याच्याबद्दल विचारच काय आहे?
हं.